घरं म्हणलं की भांडी वाजणारचं, माणसं म्हणलं की भांडणं होणारचं. भांडणं ही कोणत्याही घरगुती नात्याचा एक नैसर्गिक भाग असतात असं म्हणता येईल. आणि योग्य प्रकारे जर आपण त्यांना हाताळलं ना तर ते नातं अधिक प्रगल्भ होऊ शकत नाही का? तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की तुमच्याही घरात कधी-कधी भांडणं होतात का हो? आणि जर झाली तर ते नातं पुन्हा मजबूत कसं करता तुम्ही?
हा. हो. अगदी खरं. हो. हो. हां. अ, मी तुम्हाला सांगतो, अ, मी घरात सर्वात छोटा आहे. तर, माझा राग आणि जो म्हणू शकता तुम्ही माझ्याकडे जो भांडण्याची पद्धत आहे. ती माझं पूर्ण कुटुंबातून साठवलेली माझ्याकडे आलेली आहे. मतलब म्हणू शकतो पिढीन दर पिढी माझ्याकडून अ, राग खूप भेटलायं मला पिढीमधनं.
अच्छा. हां. ओ अच्छा. बरं.
तर मग कसं असतं ना जसं माझं कधी अ, वाद असतो, तर आता ना आमच्या घरामध्ये माझा दादा असतो, माझा मोठा आणि माझे आईवडील असतात. तर आई-वडिलांची तर एवढं होत नाही. आईशी होतं जेवढं तर मग ती झाडू घेऊन मारते मला.
हं हं. हां. <chuckles> मारलचं पाहिजे.
मग <laughs> मग, ते होतं. पण कसं असतं ना जेव्हा मोठ्या भावाबरोबर वाद होतात ना, तर मग ते नेमकं खूप जास्त मग असे असं म्हणू शकतो खूप मोठ्या लेव्हलवर होऊन जातात. मग माझ्या मोठ्या भावाबरोबर माझी जेव्हा भांडणं व्हायची ना 5 वर्ष मोठा आहे तो माझ्याशी. तर तो अ, नेहमी माझ्याशी दादागिरी करून घ्यायचा आणि मला माझा राग चौ मला माझा रागेचा तोल सांभाळता अगदी येत नाही. मी खरं सांगतो तुम्हाला बिलकुल मला माझा ता माझा ताबाच नाही आहे मग त्याच्यावर.
हां. हम्म. बरं. हम्म. बरं. पण मला एक इत असं विचारायचं तुम्हाला, तुम्ही सर्वात लहान आहात म्हणालात आणि दादाबरोबर भांडणं होतात. कुठेतरी असं वाटतं का की लहान असल्यामुळं गृहीत धरलं जातं, लहान मुलांना?
तर मग हां. अगदी खरं. अगदी खरं. आणि ते लहान मुलांनापर्यंत नाही. जेव्हा तुम्ही मोठे होतात, तुमचे लग्न होतात ना त्यावरपर्यंत तुम्हाला ते गृहीतच धरतात की "अरे तू छोटा आहे, तर छोटासारखा वाग." आणि मग त्याच्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगतो, तो लहानपणाची भांडणं आहे ना ती आज पण सुरू असतात, तसं मी तुम्हाला सांगतो.
हम्म. हां. म्हणजे? समजलो नाही.
आम आमच्याकडे काय झालं होतं जेव्हा मी छोटा होता ना तर मी अ, शाळेत नव्हता जायचं, माझं मन नव्हतं; शाळेत जायचं. आणि माझा शा दादा शाळेतला उपाध्यक्ष, म्हणजे खूप छान शिकणारा, 90% वर आणणारा सदैव. तर तो मला सतत म्हणायचा तुझ्यामुळे माझी अ, इज्जत आब्रू खाली होते. तू शाळेत येत नाही. मग मॅडम म्हणते की तुमचा स भाऊ आहे, तू एक असा आणि तो तसा.
बरं. बरं. अच्छा.
तर मी बोलला, "तुझा काय अ, ते आहे त्याच्यामध्ये? मी बघून नी मला कसं वागायचंय? काय करून घ्यायचंय?" तर तर, त्याला खूप जास्त वाईट वाटलं, त्यांनी 1 मग चाटा मारला खेचून. तर माझं एवढं सटकलं होतं मी तुम्हाला सांगू, मी बाहेर गेला आणि माझा बॅट आणला. म्हणला, "आता बोल तू. काय बोलतोय तू?" आणि तो माझाहून पाच वर्ष मोठा आहे आणि मी त्याशी भांडतो कसं आहे माहिती? जसं मी आम्ही सेम अ, एजचे आहोत किंवा मग हां, तर अ, आईने बघितलं. तर आई आली पाठी मागनं आणि एक टपली मारली की, "काय करतो तू? त्याला मार" आईनी चाटा मारला मला. असं करतो हा, ह्याला काही शिस्त नाही शिकवली का तू? मोठा भाऊ आहे; तो मोठ्यासारखा वागायला पाहिजे, घडी-घडी दादागिरी करत असतो हा."
बरं. अच्छा. बाप रे! हम्म. वयाच्या आत. हां. हां. हं. <chuckles>
असं काहीतरी खूप संवाद झाला त्याच्यानंतर ना अ, माझी भांडणं मतलब भयंकर होऊन गेली होती त्याच्याबरोबर, तर मी 3-4 दिवस मस्त बोललो नाही, काही नाही. पण कसं असतं ना जेव्हा तुमचा भाऊ आहे अरे वादविवाद तर होत राहतात भावाबरोबर पण ते प्रेम तर एव तेवढंच असतं ना, ते कधी संपणार थोडी ना आहे. तर मग <chuckles> कसं व्हायचं की अ, माझ्याबरोबर जसं भांडणं झाली तर त्याला माहिती होतं की हा पुढाकार कधी घेणार नाही.
हं. हो. अर्थातच. हां.
तर अ, तो काय करायचा की तो आईस्क्रीम वगैरे घेऊन यायचा माझ्यासाठी आणि मग आणि मग तो म्हणायचा, "घे छोटू घे." म्ह "मला नको तुझी आईस्क्रीम वगैरे." पण तरीही तो द्यायचा मला आणि मग नेमकं आईस्क्रीम भेटली मला त्याच त्याच्या पैशातली आईस्क्रीम. त्याची जो पॉकेटमनी असते, त्याच्यातनं मला आईस्क्रीम भेटली तर मग मी शांत व्हायचा आणि मग मी त्याची गोष्ट ऐकून घ्यायचा शांतपणे की "तू शाळेत जात जा बाळा. आपल्याला अभ्यास करून मोठं व्हायचंय, आपल्याला आई-बाबांचा आधार बनवून घ्यायचा आहे." तर मला त्याची गोष्ट तीच थोडीफार जमत राहायची, तर तू का की तो ना शांतपणे बोलायचा ना तर मी ऐकून घ्यायचो. अगर तू माझ्याशी रागीटपणे बोलला तर मला जमत नाही मग. तर मग तू आइस कितीही आईस्क्रीम दिलं ना मला, नाही छान वाटणार. आणि तीच पद्धत आज झालेली आहे, आज माझं लग्न झालेलं आहे आणि माझा भाऊ माझ्याशी इतक्या रागाने बोलतो. तर आता माझ्याबरोबर काय झालंय, मी एवढा शांत झालो ना, तो अ, रागात बोलला तर खूप असं भांडणं होतात. पण त्या भांडणांना टाळ्या टाळण्यासाठी मी स्वतःला शांत ठेवून घेतो आणि तो हे बघतो की अरे! आता तर महाराज असा प्रतिसादच नाही देत, काही प्रतिक्रिया नसते ह्यांची अशी की अ, भांडणं करून घ्यायची आहे काही. तर मी म्हणतो आता माझ्या स्वभावामध्ये पण तो फरक जाणवतो ना तुला? मी पहिले राग करायचं का की मला माहिती होतं माझा रागचा तोल सावरणारा कोणीतरी आहे. आजकाल तुम्ही माझा रागचा तोल सावरू नाही शकत, म्हणून मी रागच नाही करत. कारण की मला ते मग मग ते म भावंडं असो या मग बायको असो. आणि आई-वडील तर कसं ना आई-वडालच आई-वडीलांचं आता वय झालं, तर त्यांना एवढा त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे की त्यांना असं वाटलं पाहिजे की "अरे यार! आपण एवढे मोठे झाले तरी आपल्या पोरांची भांडणं संपत नाहीत."
आई गं! किती गोड! हं. अच्छा. <chuckles> हं. बरोबर. हां. हम्म, बरोबर. <chuckles> हां. हां. बरं. हम्म. बरोबर. अगदी बरोबर. कोणीही असो. भांडणं होतायेत. किती खरं आहे. पण बघा ना, तुम्ही जे म्हणालात की अ, भांडण होतं तरी प्रेम आहे, अर्थात अ प्रेम हेच मूळ आहे त्या भांडणाचं. तुम्ही बाहेरच्यांशी थोडीच असं भांडाल, नाही का, जाऊन ओरडा-आरडा करून? पण अ, हे जे तुम्ही म्हणालात आत्ताचा तुमचा स्वभाव शांत राहण्याचा, भांडणं टाळण्यासाठी आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून, तर तुम्हाला असं घुसमट झाल्यासारखं नाही वाटत? असं नाही वाटत की आपण कोमेजून जाऊ त्यामुळे?
हो, हो. अगदी खरं म्हणाले तुम्ही ह्याबद्दल तर. हं, तुम्हाला मी सांगू? अ, ही हर पुरुषाची पद्धत असते अ, परिस्थितीला सांभाळून घेण्यासाठी. तो एक अ, वेळेनंतर ना इतका शांत होतो की त्याला खरंच काहीपण अ अजून त्रासल त्रासलं नसतं म्हणजे कसं ना की अ, जेव्हा माझी भांडणं व्हायची जेव्हा आपण छोटे असतो, टिन एज म्हणतो ना आपण, टिन एज, कॉलेज आणि मग नवी-नवी नोकरी. पण नंतर धीरे-धीरे ना अ, मेल प्रजात्या असं मॅच्युअर व्हायला लागतात. त्यांना समजूतजा समजूतदारी येते आणि खरं म्हणजे त्यांच्यावर एवढी जबाबदारी असते की त्यांना भांडायचा, राग करायचा, द्वेष, दुरावा करायचा एवढा अ, वेळच नसतो. तर ते, अ हां, असं हां, त्यांना असं वाटतं की फक्त आपल्याला पैसा कमवायचा आहे आणि आपल्याला रक्षण करायचं आहे सर्वांचं आणि फक्त एवढंच त्याच्या मनामध्ये सतत असतं आणि मग तो पुढे त्याच्या हिशोबानेच वाढतो. त्याचं पद्धत काहीही असली, पण त्याची वागणूक फक्त एवढी असते की मला माझ्या आईवडिलांचं, माझ्या घराचं, माझ्या बायकोचं, माझ्या दादा-वहिनीचं करून घ्यायचंय.
हं. हां. बरोबर. हां. अगदी खरं. वेळच नसतो, जणू काही हक्कच नसतो, नाही का? <laughs> हम्म. हां.
का की जेव्हा हां, जेव्हा तुमच्या मनामध्ये जबाबदाऱ्या सापडतात ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही नेमकं स्वतःचा राग विसरून जातात. कारण की तुमच्याकडे राग करण्याचा ना असं काही खास अ, हेतू नसतो आणि एवढी वेळ ही नसते. का की तुम्हाला प्रयत्न करून घ्यायचे आहेत, की तुम्हाला तर मोठं व्हायचंय आणि खूप काही करून घ्यायचं आहे आपल्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये रागाचा काही भारा नसतो. असं मला वाटतं.
आणि सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करायचं, आहे नाही का? बरोबर. बरोबर पण बघा ना राग एक भाग झाला भांडणाचा. म्हणजे तुम्हाला राग येतो म्हणून तुम्ही भांडता ही ठीक आहे गोष्ट. पण कधी कधी असंही होतं ना की तुम्ही खरंच बरोबर आहात पण समोरचा व्यक्ती चिडून किंवा भांडतोय तुमच्या अ, बरोबर, विनाकारण. तर तुम्हाला हे समजतंय की ठीक आहे त्याचा हेतू चांगला आहे. पण त्यावेळेस स्वतःचं स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं नाही वाटत तुम्हाला, म्हणजे त्या नातं चांगलं ठेवण्यासाठी?
अगदी. अ अगदी आणि ही जो तुम्ही अ, पद्धत सांगितली, ही पद्धत नवरा बायकोमध्ये खूप असते.
बरं.
तर अ, माझं जेव्हा लग्न झालं ना, मग मी तुम्हाला सांगतो मी घरातला छोटा आहे. माझी काळजी लोकं सर्व घेतात. पण एवढी नाही घेत का की त्यांना माहिती हा ना थोडासा चुलबुला आहे, हा पटपट सगळं संभाळून घेतो. आता माझी बायको आली ना, तिला असं वाटतं की मी स्वतःची काळजीच नाही घेत. अ, मी झोप नाही घेत, अ, माझी झोप मोड होते कारण की माझं असं अ, सुरु असतो. मी सकाळी पण कामाला जातो आणि रात्रीचं माझं काहीतरी कामं असतात वर्क फ्रॉम होम म्हणून. तर माझा प्रयत्न असतो की ठीक आहे ना, काय झालं? एवढं फार टेन्शन घेण्याची काही गरज नाही. पण तिचं असतं की, "तू झोप घेत जा बरोबर. तू झोपत नाही मग तुला त्रास होतो, मग तुला असं होतं तुला तसं होतं." म्हटलं, "ठीक आहे ना, एवढं काही फार म मला जास्त नाही होतंय." मग अ, त्यामुळे आमच्यामध्ये खूप वादविवाद होतात आणि मला माहिती आहे ती सही आहे. माझ्या काळजीपोटी ती मला बोलती आहे की, "तू अ, आराम करत जा, झोपत जा थोडाफार जेव्हा तुला टाईम भेटतो, पण झोपत नाही. तू कुटुंबामध्येच लागलेला असतो जेव्हा झोपायचं असतं तेव्हा." तर मग आणि माझं असं असतं ना की जेव्हा बा, पहा आपल्याकडे थोडा फार वेळ भेटला तर आपण कुटुंबाला पण द्यायचं. मग तेच म्हणतो ना हां, आणि माझी पण चांगली आहे. पण तिचं असं असतं की तुझी तब्येत बरी नाही राहिली, तुझी तब्येत छान नाही राहिली तुम्हा आपण काय करून घेऊ?
हां. हं. अच्छा. बरं. बरोबर. हां. बरोबर. <chuckles> बरोबर. म्हणजे भावना चांगली आहे, त्यांचीही चांगली आहे आणि तुमचीही चांगली आहे. अगदी खरं आहे.
मग, माझा असा प्रयत्न असतो की चला आपण बघूया आपण काय करू शकतो त्याबद्दल. तर मग सुरुवातीला असं वाटतं की "यार, आपल्य आपण आपल्या हातामध्ये जास्त काही नसतं." तुम्ही कितीही विचार करून घ्या ना, तरी तुम्हाला असं वाटेल की तुमच्या हातामध्ये एवढं काही नाहीये की तुम्ही स्वतःला अ, बदलू शकता किंवा मग तुम्हाला असं वाटेल की "अरे यार! माझ्याशी ही चुक झालेली आहे." पण काय प्रयत्न अ, जेव्हा आपण करायला गेलो ना, तर मग अ, भांडणं सोडवणारा खूप थोडं थोडंफार आस अ, आसान असतं. आता मी तिला काय सांगतोय, ती मला म्हणते की "नाही तुला म तुला माझी बोलणं ऐकत नाही" आणि मुली काय पटकन, धडधड-धडधड अश्रू वहायला लागतात आणि मुलांना त्या अश्रूंचा खूप त्रास असतो. त्यांना माहीत नसतं ती गोष्ट, तरी पण त्यांना वाटतं की अ, "जो मूल मुलगी रडतीये ती माझ्यामुळे रडतीय का?" मग मी प्रयत्न करतो की ठीक आहे बाबा, मी आराम करून घेतो, मी नाही बोलत कोणाशी. माझी कामं जास्ती झालीय तर मी का झोपून जातो थोडाफार वेळ. मग असं ते अ, अ, प्रतिक्रिया पूर्ण पूर्ण होते आणि ती परिस्थिती थोडीफार मी सांभाळून घेतो. पण ती अ, आणि हां.
<chuckles> बरोबर. हम्म. हां. बरोबर. बरोबर. हम्म. अगदी बरोबर. सांभाळून घेता तुम्ही, म्हणजे खूपच अ, छान पद्धतीने तुम्ही अ, सांभाळून घेता. शेवटी मला हेच अ, थोडक्यात तुम्हाला विचारायचं आहे की हे सगळं भांडण झालं, लहानपणी व्हायचं, आता होतं, तुमची हाताळण्याची पद्धत बदलली आहे आणि खूप परिपक्व झाली, असं म्हणता येईल. तर यातून, स्वतःबद्दल काय ओळखलं बरं तुम्ही?
अ, मी ओडखून घेतलं की जेव्हा आपण लहानपणी भांडणं करतो ना, तर त्या भांडणाचा एवढा काह अ, ना अर्थ असतो ना, अ, त्याचं काही मतलब कोणाचा स्वार्थ असतो त्या भांडणांमध्ये. ते फक्त भांडणं असतात आणि ती खरोखर निरागस भांडणं असतात. त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला वाईट बोलणं इच्छूक नसतात कारण की तुम्हाला एवढं माहितीच नसतं. पण जेव्हा तुम्ही मोठे होतात तुमच्याकडे ना असं नवा प्रकार ऑफ स्वभाव निर्माण होतो. ज्याच्यामध्ये तुम्ही अ, नेमकं कोणाला काही उलट-तुलट बोललं की त्यांचा मनावर परिणाम होतो. मग ते नेमकं मी तुम्हाला म्हणू, भांडणं मग ते तुमची आई बरोबर असेल बाबा बरोबर असेल, या मग अ, स्वतःच्या अ, पार्टनर बसेल बरोबर असेल किंवा पार्टनर बरोबर भांडणं होतात ना? तर तो अ, तो पार्टनरना त्या भांडणांना किंवा त्या आपल्या पद्धतला लक्षात ठेवून घेतो.
हो. हो. हां. हां. हं.
आणि मग ते जेव्हा हा नेमकं २री- ३री भांडणं झाली तर ती पटकन सुरू होते. तर मला असं वाटतं, जेव्हा आपण मोठे होतो ना तर त्या भांडणामध्ये पण प्लॅन सुरू होतो की आता मला ह्या टॉपिकवर याच्याशी आत्ताच भांडून घ्यायचंयं. नाहीतर हा मला अ आणि तुम्ही बघाल कधीपण मुलांना एवढी आठवण नसते. पण मुलींना नेमकं ती गोष्ट आठवण असते की तुम्ही ४ वर्ष पहिले तिला म्हणाला होता की, "तू असंच वाग, तुला जसं वाटतंय तू तसं वाग." पण आज तुम्ही म्हणतात आहे की, "नाही-नाही-नाही, असं नको करू, तसं नको करू." तर ते समजूतदारीपणा आपण थोडाफार कमी होतो मुलींमध्ये आणि मुलांमध्ये मी खरं म्हणतो यार म्हणजे कसं? मुलं ना खरंच.
<chuckles> हो. हो, बरोबर. हं.
एवढी समजूतदार बनतात ना, एक क्षणानंतर. त्यांना खरंच असं वाटतं की त्यांना राग आणि भ भांडण नाही केलं पाहिजे. का की त्यांना वाटतं त्या टाईम घालवतात त्याच्यामध्ये आणि नाते अ, नाते खूप छोटे असतात आणि सोपे असतात. त्याच्यामध्ये एवढं फार काही करण्याच अ, गरज नाहीये. तर आपण त्या भांडणं नाही करत असं म्हणतो तुम्हाला.
अच्छा. खरं आहे. वाह! किती छान! खूपच छान. म्हणजे उम्म, किती सुंदर गोष्ट बोललात तुम्ही की नाती खरं सोप्पी असतात, आपणच विनाकारण अवघड करून टाकतो ती नाही का? आणि भांडणं जरी लहानपणी अशी गोड होती तरी आत्ता तुम्ही लहान असून ती किती परिपक्वतेने हाताळता आहात हे बघून अभिमान तर वाटलाच पण तुम्ही उदाहरणं देऊन त्या गोष्टीच्या इतका साध्या शब्दात अ, एक्सप्लेनेशन दिलं की ते ऐकून तुमचे खूप खूप आभार द्यावेसे वाटतात आणि
अगदी. अगदी खरं. <chuckles> मला फक्त एवढंच म्हणायचंय, अंतिममध्ये की तुम्ही फक्त हा प्रयत्न करा की तुमचं कुटुंब तुमच्या जवळ कायम राहिला पाहिजे. मग त्या कुटुंबामध्ये आई असेल, दादा असेल, वहिनी असेल, बाबा असतील, तुमची बायको असेल ताकि आजकाल खूप प्रोसेस असे वाढलेले आहे की घरं तुटतात. तर अगर तुमच्या थोड्याफार वागण्याने ते घरं सांभाळता येतात ना तर वाका आणि आपल्या नात्यांना वाचवून घ्या. ताकि भांडणं तर होणार. पण त्यांना हाताळण्याचा एक प्रक्रिया असते. ती बदलून गेली ना तर तुमचं खूप छान होणार, बस.
हो. वाह! हो. कित्ती छान! किती सुंदर! आणि तुमची जी हाताळण्याची प्रक्रिया आहे ती अत्यंत परिपक्व तर आहेच पण तुम्ही तुमच्या घराचा एक पाया बनलेला आहात आता असं म्हणायला हरकत नाही. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून आणि तुमच्या ह्या सगळ्या गमती-जमतीच्याच म्हणेन मी, गोष्टी ऐकून.
<laughs> हां. खूप खूप धन्यवाद तुमचाही.